हो ना, म्हणजे मला असं वाटतं की बदल हा सतत होतच राहतो आणि ते पण अ, असं टेक्नॉलॉजीमध्ये तर ते व्हायलाच हवं. नाहीतर त्यात आपण अ, पुढे कसं एडव्हान्स होणार? आणि कसं पहिल्यांदा अ, मोबाईल म्हणजे असे मोठे-मोठे डब्बे असायचे. मग त्यानंतर छोटे-छोटे, छोटे-छोटे झाले. मग आता पुन्हा ते स्मार्टफोन आल्यापासनं परत त्याचा स्क्रीन कधी मोठा होतो कधी छोटा होतो. पण आजकाल काय आहे मी एक हो, हो ना. आणि काय आहे ना, की आजकाल असं झालंय की खूप मी असं वाचलंय की एआय म्हणून आलंय ना ते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला म्हणतात. तर त्याच्या मदतीने तर लोकांचं असं म्हणणं आहे, की मोबाईलची तर आता गरजच नाही. म्हणजे आपण आपल्या हातात किंवा डोक्यात एखादी मोबाईलची छोटीशी चिप ते टाकणार आणि त्याने आपण आपल्या मनानेच विचार करून नंबर डायल करू शकणार. म्हणजे आपण विचार केला एका व्यक्तीचा आणि त्याला कॉल लागला असं.
हां. अगदी बरोबर. हां. <chuckles> अगदी बरोबर आहे. हो ना, एका टीव्ही सारखा. हां. बरं, हां. काय म्हणता? काय म्हणता? अरे बापरे! म्हणजे तुमचं हां. म्हणजे तुमचं म्हणण्याचा अर्थ आहे की समोरच म्हणजे हातात असा काही डिवाईस नसूनसुद्धा आपण असं म्हणजे हात आपल्या हाताच्या आतमध्ये म्हणजे मोबाईल जसं आपण पकडतो तसं नसल्या सुद्धा आपण म्हणजे कुठे पण असं एक स्क्रीन आपण तयार करू शकतो आणि मोबाईल जो आहे किंवा कॉम्प्युटर जो आहे, तो आपल्या नजरेसमोर आपोआप येऊ शकतो, की जेणेकरून आपल्याला काही पण बघायचं असेल, YouTube बघायचं असेल एखादा कुकिंग व्हिडिओ बघायचा असेल, किंवा काही पण कोणाला फोन लावायचा असेल तर ते तसं आपोआप होणार? असं तुम्ही म्हणताय एआयच्या मदतीने होणार?
हो. हो ना, म्हणजे आजकाल त्याच्यावरती इतका भरपूर शोध चालू आहे आणि मी काही रील्स पण पहिली आहे की ज्याच्यात ते असं करणं शक्य दाखवलंय. आता ते मला नाही माहिती की ते कितपत खरं आहे की कितपत खोट आहे. पण एवढं माहिती आहे की हो, रोज काही ना काही बदल तर क होतातच आहे.
अरे बापरे! काय म्हणता? अरे वाह! हो. अरे वाह! तुम्हाला मला एक विचारायच आहे. बघा आता हे स्मार्टफोन्सचे ना गॉगल पण अ, ऐकण्यात आले आहेत Meta म्हणून Meta AIचे गॉगल्स आहेत स्मार्टफोनशी कनेक्टेड. तुम्हाला वाटतं का की 5 ते 10 वर्षात ते फेमस होतील म्हणून आणि ते पण एका प्रकारचं एक स्मार्टफोन होईल वाटतं तुम्हाला?
हो ना.

आजपासून 20 वर्षापूर्वी स्मार्टफोन काय होता? हे कल्पनाच नव्हती. भारतात तर कल्पनाच नव्हती, दुसऱ्या देशात ह्याचं म्हणजे सुरुवात झालेली. पण अ, अशा वेळेस ना म्हणजे नवीन-नवीन फोन, मग फोनमध्ये कॅमेरा येणं, कधी कल्पना कोणी केलीच नव्हती. मग त्याच्यानंतर अचानक अ, एक काहीतरी 10-15 वर्षापूर्वी स्मार्टफोन येणं सुरू झालेलं आहे. 10 वर्षांपूर्वी आठवतं. तर मग अ, कसं म्हणजे तश्या वेळेस अ, कसं शक्य आहे एवढे सगळे ॲप्स आणि एकमेकांना फोटो पाठवणं, व्हिडिओ कॉल करणं? म्हणजे कधी तुम्हाला वाटलं तरी होतं का, की हे शक्य आहे? तर तुम्हाला काय वाटतं ओ, म्हणजे पुढच्या 5-10 वर्षात हे बदलणार का? आणि काय काय ह्याच्यात काय असं वेगळं असं काय दिसणार? काय वाटतं तुम्हाला म्हणजे सुरुवात म्हणून तुमच्या मनात काय आहे, विचार?
हो, सांगते ना, म्हणजे माझ्यासाठी ना, स्मार्टफोन्स हे आज आले आहे ना. आम्ही लहान असताना तर फोनच नव्हते. मी त्या काळातली आहे, की जेव्हा घरात फोनच नसायचे आणि खूपच कमी लोकांच्या घरात फोन असायचे. म्हणजे असं असायचं ना, की एखाद्या एका एरियात फक्त 1 किंवा 2 गण जणांच्या घरी फोन असायचे, जे खूपच श्रीमंत असायचे आणि मग अ, सगळीकडे ज्यांना पण फोन नंबर किंवा कोणाला फोन करायचा असला किंवा फोन नंबर द्यायचा असला, तर त्यांच्याच घराचा द्यायचे. मग सगळे मग सांगत फिरायचे की, "अरे बाबा, तुझा फोन आला बघ, हा घे." किंवा विचारायला जायचे की, "खूप अर्जंट काम आहे, एखादा फोन करू शकतो का?" अशी परिस्थिती असायची तेव्हा. मग हळू-हळू सगळ्यांच्या घरी ते आधी लँडलाईन फोन यायला सुरू झाले. मग नंतर मग ते लँडलाईन फोन, म्हणजे इतका मोठा तो डब्बा असायचा आणि त्याचं असं गोल डायल असायचं, डायल करत बसायचं. <chuckles>
बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. हो. एकदम बरोबर. हां. हां. हो ना. हां. नंतर अ, थोडं मोठं झाल्यावर, हो. हो ना आणि त्याची लांब-लांब ती वायर.
हो ना, मग नंतर आले ते कॉर्डलेस फोन, वायरलेस फोन मग ते पाहून तर आमचं डोकंच असं फिरलं होतं, की हे काय नवीन?
हां. एका कमऱ्यापासून दुसऱ्या कमऱ्यापर्यंत कसं शक्यच कसं आहे?
हां, म्हणजे ह्याला काय तार नाही, वायर नाही, हा चालतोय कशावर? हेच आमच्या डोक्यात घुसेना आणि मग त्यानंतर खूप वर्षानंतर आले मोबाईल फोन आणि ते बघून तर मला असं वाटलं, की हे काही खेळणचं आहे आणि ह्याच्यावर जसं आपण लहान मुलं व्हिडिओ गेम खेळतो, तसं असणार.
हं. हो, ना. हां. आता मला ह्यावर तुम्हाला एक विचारू द्या? हो ना. तर जेव्हा नवीन-नवीन ना, मोबाईल फोन जेव्हा आले, मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या मनात आणि तुमच्या डोक्यात म्हणजे काय विचार यायचे? काय प्रश्न यायचे? आणि ते बघा ना, त्यावेळेस जे ते NOKIAचे फोन असायचे, तर मला विचारायचंय, तुमचा कुठला पहिला असा फोन होता? आणि म्हणजे तेव्हाची जी उत्सुकता आणि म्हणजे जसं आपण म्हणतो ना, हे हे काय आहे? असं कसं साधन आहे, कसं करणार ह्याला? काय म्हणजे एखादी अशी गंमत सारखी गोष्ट तुम्हाला आठवते का?